अ नाही मी महाग झाली आहे आणि तक्रार म्हणून असं नाही सांगत आहे. तर मी कसं सांगतोय की तो अनुभव आता अ, विकतच्या ठिकाणी मिळायला लागलाय. आणि अहो परदेशातनं वगैरे लोक येतात ना. अ, बरीच वर्ष कुणी लंडनला असतं कुणी अमेरिकेला असतं. तर तिकडनं आलेले लोक म्हणतात की अ, आता काय आमच्या नात्यातला कोणी हुरडा नाही करत. तर आपण त्या हुरडा पार्टीच्या ठिकाणी जाऊ. ते आधीच बुकिंग करून वगैरे जातात आणि मग स्पेशल सांगतात म्हणजे भरलं वांगं <snorts> किंवा भरीत वांग्याचं आणि भाकरी.
असं, हो. हां. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हां. बरोबर.
अ, बाजरीची. बाजरीची भा गरम-गरम भाकरी आणि ते च
बरं, बरं, बरं. बाजरीची भाकर आणि अ, म्हणजे वांग्याचं भरीत हे एकदम खतरनाक टेस्ट असते याची दोघींची.
फारच छान-छान! आणि थोडा हुरडा खायचा आणि त्याच्यानंतर जेवायचं. असा तो उम्म, फार मोठा छान कार्यक्रम असतो. पण तोच हुरडा ना, असा अ, किलोवर पण मिळतो. दोनशे रुपये किलो वगैरे असा तो अ, लोक विकायला आलेली असतात शहरामध्ये.
अ, फारच छान! हां. बरोबर, बरोबर. हं. असं. हं.
पण त्या शेताच्या वातावरणामध्ये तिथे ती शेकोटी पेटवून. अ, बोरं खात-खात, मग अ, अ, जनावरं असतात, म्हणजे अ, रेडकू असतं, गाईचं अ, वासरू असतं. ते सगळं बघत-बघत जे ती जी मजा आहे, ती हां, हां, हां. तर अ, तो अनुभव आता मिळणं कठीण झालंय म्हणजे तो पूर्वी सहज होता. आता तो अ, अ, कमी झालाय. अहो, माणसंही मिळत नाहीत ना काम करणारी.
बरोबर. हं. हं, हं, हं. बरोबर. ती वेगळीच असेल न खरंच आहे. हो. बरोबर. नाही, नाही, नाही, नक्कीच, नक्कीच. माणसंही मिळत नाही.
20 जणांचं जेवण करायचं तर आम्ही उचलून हजारो रुपये द्यायलाही तयार असतो, पण अ, अ, ते करणारी माणसं मिळाली पाहिजेत, पूर्वीसारखं प्रेमाने करणारी माणसं नाही राहिली याची तेवढी.
हं. बरोबर.